आई ग! अआ.
चलो जायेंगे सब म्हणजे त्यांनी लोकांनी असं उकसवलं होतं सगळ्यांना की हां, हे करायचं ते करायचं. आणि बरेच छान-छान बोललेला तो तेव्हा. आणि आम्ही मस्तपैकी हां, हां. सगळे चाललेत आपण पण जाऊया. एकदम म्हणजे आपल्याला ना तेव्हा काहीही माहिती नसतं. राजकारण काय आहे? किंवा काय आहे? किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी दुसरं असू शकतं किंवा ह्याने आपल्याला काय इम्पॅक्ट होऊ शकतो? ह्याची काहीही माहीती नाही. आपली अवस्था ना त्या मेंढीसारखी झालेली असते कळपातल्या. सगळ्या मेंढ्या चालल्यात म्हणून आपण पण त्यांच्या पाठी-पाठी, आणि आम्ही गेलो होतो. आम्ही होतो तेव्हा बावळट मेंढ्या. <laughs> आम्ही गेलो आणि सगळे बसलेत म्हणून आम्ही पण बसलो मस्तपैकी. आता पूर्ण दिवस तिकडे घालवलाय आम्ही अल्मोस्ट.
अ. त्याच्यावर भुलले. <laughs> हं. हं. अगदी खरंय. हो ना, तेच तर. अ, हां. हो ना. आपण जायचं. बरोबर आहे. <chuckles> हं. काहीच विचार नाही केला की बाबा अ, म्हणजे तुमच्या ह्याच्या अभ्यासावर काय परिणाम होईल वगैरे काहीच नाही?
नाही. कारण की काही नाही, काही नाही. म्हणजे त्याने ज्या प्रकारे असं म्हणतो ना आपण एखादा जो नेता ज्याचं वक्तव्य खूप चांगलं असतं वक्तृत्व, आणि त्याच्या भाषणावर असं आपण म्हणतो ना संमोहित करतात काही लोकांचे शब्द आपल्याला. अशा प्रकारे जे काही त्याने केलं होतं की "नाही, नाही. तो बरोबर बोलतोय यार. हा तर आपला राइट्स आहे ना. आपल्याला मिळायला पाहिजे. असं नाही करायला पाहिजे. ह्याच बरोबर आहे. कॉलेजचं चुकतंय. आपण कॉलेजला केला पाहिजे." मग धीस इस द बेस्ट वे ना आपण धरणं धरूया. जाऊन बसलो आम्ही लिटरली पूर्ण दिवस.
हां. हं, हं, हं. हो, असतात, असतात असे काही बरोबर. अरे, रे, रे, रे! अहां. बाई गं!
पूर्ण सगळ्या वर्गांना बंक. कोणताही एकही क्लास अटेंड केला नाही. पहिल्या त्यात काय वाटलं, तेव्हा तर काय वाटलंच नव्हतं. डब्बे वगैरे आणले होते, डबे ते डबेच्या टायमात डबा खाल्ला. तिथेच बसले आणि संध्याकाळी तिथे अ, त्या लोकांनी ना काय केलं? एक पेपरवर सगळ्यांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली की कोण, कोण ह्याच्यामध्ये आहे म्हणून.
मग? हं. हं, हं. हं. म्हणजे अ, ऑफिसमधल्यांनी की अ, तुमच्या ग्रुपवाल्यांनी?
तुमचं नाव? नाही, नाही. ग्रुप ग्रुपवाल्यांनी ज्यांनी धरणं धरलं होतं ना. तुमचं नाव? तुम्ही कोणत्या बॅचचे आहात? म्हणजे काय कोणत्या अ, ह्याला आहात ज्युनियरला आहात, सीनियरला आहात, कोणत्या इयरला आहात? आणि तुमचं क्लास डिटेल हे मेन्शन करायचं आणि सही करायची. त्यांचं मत होतं की आम्ही कितीजणं ह्याच्या पाठिंबा देतोय हे आम्हाला दाखवायचंय. म्हणून त्यांनी असं सगळं लिहून पाठवलेलं. आम्ही पाठवलंय सह्या सगळ्यांच्या. आम्ही पण पाठवले.
अच्छा हां, हं. हं. हं. अच्छा. हं. ओके. पण मग भीती नाही वाटली की बाबा हे जर काही परिणाम झाला या गोष्टीचा कारण की कसं आहे?
तेच तर म्हणते ना, ते आपल्याला काहीच कळत नाही सी त्या तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना पलीकडे असतात.
हं, पण ते नाही नाव-बिव लिहिताना पण असं मनात नाही विचार आला की बाबा हे जर घरी किंवा ऑफिसमध्ये कळलं?
नाही. कारण सगळेच लिहत आहेत. सगळे लिहतायत ना आजूबाजूचे सगळेच लिहतायत. आपल्याला काय? सगळ्यांचे होईल ते आपलं होणार आहे. आणि तेव्हा म्हणजे एक्साईटमेंट कसली की येस आपल्याला मस्त डेज वगैरे आणि त्यांच्या लोकांचं जे काही म्हणजे रोब होता ना कॉलेजमध्ये किंवा त्यांना बघून सगळेजण असे इम्प्रेस होणार आणि सगळ्यांच्या पर्सनॅलिटीज प्लस आमचा जो म्होरक्या होता त्याची पर्सनॅलिटी ह्या सगळ्यांनी फार असं भुरळ घातली होती असं गारुड केलं होतं पूर्ण.
हां, हां, हां, हां. अच्छा. <chuckles> हं. हां. हां. हं, हं, हं, हं. हां.

हं, हं, हं, हं. ओके.
लिहून वगैरे दिलं सगळं दिलं. फॉर्म तर दिला. फॉर्मवर सगळ्या सह्या वगैरे सगळं पाठवलं. आता ठीक आहे संध्याकाळ झाली ते म्हणतात ठीक आहे आता आपण उद्या परत बसूया, आता तुम्ही घरी जा. की घरी गेलो. बरं आता घरी आल्यावर प सांगायला तर पाहिजे आईला की आज आम्ही हे केलं, ते केलं. एक शब्द नाही. काय गरजच नाही वाटली सांगायची. काय नाही ठीक आहे ना, आपण केलं ना, आपण केलं. जाऊदे, बघूया, काही नाही होत. आता हे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी गेलो तर दुसऱ्या दिवशी मग काही धरणं नव्हतं तिथे. म्हणजे तो जो तो जो होता ना मेन तो काय आला नव्हता त्या दिवशी आणि ते काही धरणं वगैरे काहीच नव्हतं. पण नोटीस बोर्डवर एक नोटीस होती.
हं. हां. हं. हो ना. अरे देवा! हं. हां. ओके. कसली?
आणि त्याच्यामध्ये नावं लिहिली होती की तुमच्या पॅरेंट्सला आम्ही जे आहे ते अ, इन इन्फॉर्म करणार आहोत की तुम्ही अशा-अशा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहात म्हणून.
हं. आई गं! बापरे बाप! मग तुमची अवस्था काय होती तेव्हा? <chuckles>
आणि स्पेशली ज्युनियर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे केलं होतं, की ज्युनियर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर हे होतं. आणि ज्युनियर कॉलेजमधले जेवढ्यांची पण नावं होती त्यात ऑफ कोर्स आमचं पण नाव होतं. तेव्हा मात्र अशी भीती दाटून आली मनामध्ये. बापरे! आता काय करायचं? आता तर काही खरं नाही. आई-वडील म्हणजे घरी जाऊन तर <tsk> फुल काशी होणार आता आपली. पहिला म्हणजे काय गरज काय, नाहीतर कॉलेज बंद करा. काय गरज नाही कॉलेजला जायची, असच होणार. आता काय आणि ना अशी माझ्यासारखे बरेचजण होते. असं मी एकटेच असे नव्हते. आणि सगळेजण तेच टेन्शनमध्ये आणि त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये असं आपण म्हणतो ना की एखादे चांगले प्रोफेसर असतात जे आपल्याला किंवा अ, मॅडम असतात की ते आपल्याला समजून घेतात, सपोर्ट करतात. मग पहिला तर जेव्हा नोटीस बोर्डवर नाव बघितलं, तेव्हा तर पा बोलतात ना हातापायातली सगळी प्राण गेले होते म्हणजे आपण हवा निघाली असते ना फुग्याची हवा निघाल्यावर झालं तसं झालं. आता मेलो.
हां. हं. हं. हो. तेच तर. हां. हं. अगदी खरं आहे हां. हां, हां, हां. हं. सपोर्ट करतात हां. हो, हो, हो. <chuckles> हां.
त्यात आपलं खरं नाही.

मग?
खूप-खूप प्रेशर होतं. खूप प्रेशर होतं. घरी जायपर्यंत कसं बोलायचं, काय बोलायचं. तेव्हा आईला पहिला सांगितलं. आई असं ना मी केलं. त्या दिवशी ना असं-असं चाललं होतं, तर मी पण जाऊन बसलेले तिथे. आई म्हणते, "तू बोलली नाहीस मला घरी येऊन? हे उपद्व्याप करायला जातेस कॉलेजला? ह्याच्यासाठी पाठवलंय तुला?" आई सुरू झाली. आई फुल फुल-फ्लेजमध्ये सुरू झाली की "थांब आता येऊ दे तुझ्या पप्पांना. सांगते तुझं सगळे नखरे"
<chuckles> मग घरी? हां? हं. हं. अरे देवा! <chuckles> हां. बाप रे हं.
"आणि असे धंदे धंदे करायचे असतील ना तर गपचूप घरात बस. काय तुला हे नाही करणार नाही" आणि मी फुल रडतीये, फुल रडतीये, फुल रडतीये. रडून-रडून लिटरली ना असे डोळे सुजायची वेळ आलेली माझी.
हं. हां. मग तुम्हाला ती जाणीव झाली की नाही बाबा की "हां बाबा, मी हा <tsk> आई-वडिलांना न सांगून चुकीचा निर्णय घेतला"?
ते तर तेव्हाच झाले होते. ते ती जाणीव म्हणजे कधी माहिती आहे? त्या प्रिन्सिपल ते जेव्हा हे बघितलं ना नोटीस बोर्डवर नावं बघितली ना, तेव्हा सगळं झालं की आई शप्पथ त्या घरी पण माहिती नाही आणि हे घरी कळणार. एवढी मोठी मिस्टेक लाईफमधली
हां. ज्युनियरची नोटीस. <chuckles> हां. हं. मग? नात्यात काय बदल काय झाले त्याच्यानंतर जेव्हा कळलं आईला? आईनी काय केलं मग?
आणि आई आई फुल म्हणजे काय म्हणतात ना की अशा मोडमध्ये होती, की बास झालं आता ना गावाकडून माहिती आली आपल्याकडे. भरपूर मुलांची स्थळं येतायेत. आपण तिकडे बघूया आणि लग्न करून टाकूया.
आई गं!
फुल म्हणजे ती तर ती फुल एकच धमकी द्यायची. बास झालं तुझं. ती एकच धमकी होती. बास झालं तुझं. तुझं लग्न करून टाकूया आता. ते काय गरज नाही. नंतर नवऱ्याला विचारायचं. त्याने जर सांगितलं शिकायचं, तर जायचं कॉलेजला नाही तर काही गरज नाही. हे, हे असले धंदे करायला तुला नाही पाठवत मी. आईनी एवढं तोंडसुख घेतलं होतं ना. आईने मारलं वगैरे नाही तेव्हा, पण ज्या प्रकारे ती बोलत होती ना, बापरे! तेच भरपूर होतं, की असे ब बकेटभर रडली असेल मी त्यादिवशी आणि मग संध्याकाळी जेव्हा पप्पा आले. पप्पांनी मला बघितलं. म्हणते की "हिचे हिचे डोळे का चेहरा का सुजलाय?" तिचं का असा हनुमान झालाय ते म्हणतायेत. <chuckles> काय ते कॉमेडीमध्ये बोलले, पण आई म्हणते, "हां, हां. मॅडमला शिंगं आली आहेत. कॉलेजमध्ये धरणी धरायची आहे त्यांना." आईने सुरुवात केली अ, अ, म्हणजे मी काही बोलायच्या आधी आईनी सुरुवात केलेली. हो. म म मग बाबांनी फक्त माझ्याकडे बघितलं.
बाई गं! <chuckles> मग? हं. हं. बाप रे! <chuckles> हं. हं. पण बोलल्या. हां. हं, हं, हं. <giggles> हं. हं. <laughs> अच्छा. हं. आई गं! सांगितलं. सांगितलं. हां. हां.
असं आपण बोलतो ना एक अ, तिरक्या नजरेने आपण असे बघतो थोडासा कटाक्ष टाकतो तसं त्यांनी माझ्याकडे बघितलं. "हं, हं. ठीक. मग? काय झालं?" "मग त्या प्रिन्सिपलने सांगितलंय. तर आत्ता नाही सांगितलं तर मग पुढच्या ह्याच्यात बोलवणार म्हणून." तर मग पप्पा बोलले, "ठीक आहे. मी बोलतो तिच्याशी" आणि मला संध्याकाळी मला वॉकला घेऊन गेलेले पप्पा. तर त्यांनी खूप छानपणे हँडल केलं. मला म्हणतात, की "बघ आयुष्यामध्ये ना लोकं स्वतःचा फायदा घेण्यासाठी ना कमजोर माणसांचा फायदा घेतात. त्यांना वापरतात."
तिरक्या नजरेने. हां, हां, हां. हं. बाई गं! <chuckles> हां. हां. सगळं समजवलं. अगदी खरंय. हं. बरोबर.